अ, कुठल्याही गोष्टीला एक अ, सवय लागायला म्हणतो ना, अ, थोडा वेळ द्यावा लागतो. असं नाही, की आज सुरू केलं आणि ते नव्याचे अ, 9 दिवस अ, होतात मग नाही तर त्याचे. पण मग अ, असं नाही, की एकदम थाटामाटात सुरू करायची गरज नसते. एकदम मोठं काहीतरी करायला गेलं ना, तर ते 9 दिवस टिकवता येत नाही आणि मग म्हणून ते 10व्या दिवशी टिकत नाही, असं होतं. पण त्याच्यापेक्षा आपण छोट्या-छोट्या गोष्टीने सुरुवात केली, थोडं-थोडंसं कुठलीही गोष्ट. थोडं-थोडं, थोडं-थोडं, तर ते हळू-हळू पुढे जातं आणि कधी-कधी गरज नाही अ, अ, कॉन्स अ, म्हणजे नियमितपणा असणे म्हणजे गरज नाही, की ते रोजच केलं पाहिजे. अ, काही गोष्टी आपण आठवड्यातून एकदा करू शकतो, काही गोष्टी आपण महिन्यातून एकदा करू शकतो. म्हणजे आठवड्यातून तासभर करू शकतो, महिन्यातून 1 दिवस करू शकतो अशाही गोष्टी करू शकतो. त्यालाही नियमितपणा म्हणता येईल. <chuckles>
हं. अच्छा. हां. <laughs> हो ना. हं, हं, हं. हं. हां. बरोबर, बरोबर. हं. हां, हां. हां, बरोबर. हं. हां. हो. <chuckles> अगदी खरं आहे हो, बरोबर. मग अ, कधी असं होतं का, की बाबा शिकायला वेळ मिळतोय, कधी नाही मिळत मग असं होतं ना, की त्याच्यात गॅप पडत जाते. म्हणजे शिकायला सुरुवात तर केली पण काम वगैरे इतकं येतं, किंवा घर आणि आपला नोकरी, हे दोन्ही सांभाळताना ना, तारेवरची कसरत व्हायला सुरुवात होते. मग कधी-कधी असं शिक्षण अ, म्हणजे जे आपण शिकतोय, तर त्याला वेळ मिळत नाही. मग ते कसं काय तुम्ही जमवता हो?
हां, हां. हो, होते ना. हां.